तर अ, असं झालं की एकदा आमच्या एका मैत्रिणीनं अ, पोस्ट अ, एक रील बनवून टाकली होती आणि तिनं त्यात असं ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन वेअर घालून तिनं काहीतरी असं खालती कमेंट्स लिहिले होते, की फेल्ट लाइक अ ट्रेडिशनल वेअर टुडे असं. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये पण साडी डे असं काही होतं, तर तिने नऊवारी साडी नेसली होती. तर मग खालती अ, झाल्या सुरू सगळ्या बायका, की "हे काय, नऊवारी साडी कोण घालतं? आणि हे कसलं काय ट्रेडिशन? हे तर अनकम्फर्टेबल आहे आणि यात तुम्ही बाथरूमला कसे जाणार आणि असे सगळे." <chuckles> तर मलाही खूप राग आला, की असं कसं आमच्या कल्चरला तुम्ही बोलताय. तर मी पण असं लिहिलं, की असं काही नाहीये. ट्रेडिशनल वेअर म्हणजे आमचे अ, राणी लक्ष्मीबाई वगैरे पण असेच घालून म्हणजे युद्ध लढायला गेले होते. घोड्यावर बसताना म्हणजे ही स्टाईल आमची नऊवारी साडी नेसायची किती अ, सुटेबल स्टाईल आहे ती. म्हणजे त्यात तुम्ही कराटे किक्स पण मारू शकतात. <chuckles>
हां. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हो, हो. मग. हं, हं. अच्छा. <laughs> हो, हो, हो. युद्ध लढायचे. हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. पळू शकता, धावू शकता. हं.
तर मी असं काही लिहिलं. हो ना, अगदी बरोबर. म्हणजे ही आपल्या भारत देशाची ट्रेडिशनल एक स्टाईल आहे आणि त्याचं आपण गर्व गर्वाने आपण ती घातली पाहिजे आणि आपली ही अ, जी कल्चर आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. तर हेच मी तिथे लिहिलं आणि झाला वाद सुरू.
बरोबर. बाळगला पाहिजे. हं, हं, हं. अच्छा. अरे बाप रे! <chuckles> म्हणजे नकळतपणे तुम्ही त्या वादात उडी घेतली म्हणायची.
हो ना, म्हणजे मला असं वाटलं, की हे तर माझं धर्मच आहे, की माझं मराठी कल्चर सांभाळायचं आणि नऊवारी साडी सांभाळायची. असं. तर ह्यासाठी मी तिथे
हो, हो, हो, नक्कीच. हं, हं, हं. मग काय झालं त्या वादाचं? कुठपर्यंत पोहोचला तो वाद?
तर मी एक कमेंट लिहिला असा. मग तिनं पुढं लिहिलं. मग मी पण तिथं पुढे चालू केलं. मग असं झालं, मग ती पण चिडली होती आणि मीही चिडली होती. तर मग मला कुठेतरी असं वाटलं, की बस, आता एवढं काय लिहायचं? मग माझी मैत्रिणीने पण मला कॉल करून सांगितलं, की जाऊ दे ना. कशाला आता? ती आपल्याला काय माहिती आहे, की कोण आहे? तर मग कोणतरी कुठेतरी बसून काही ना काही बोलत राहील, तर त्यावर आपण आपलं कशाला डोकं एवढं गरम करायचं ना? <chuckles> मग तिने मला ते समजावलं आणि मी पण मग तिने सांगितलं, की जरा तू श्वास घे, थंड पाणी पी आणि नको लिहू. मला एवढं काही मनावर नाही घेत. आणि म्हटलं, "ठीक आहे मग, जर तूच मनावर नाही घेत तर मी कशाला एवढे डोकं तापवते." <laughs> तर आपण म्हणतो ना, "बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना," अशी गत झाली होती.
हं. अच्छा. हं, हं, हं. हो, हो, हो. अगदी बरोबर. मग? हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. मग तुम्ही कशा पडल्या या वादातून? हं, हं. हो, बेगानी शादी में <chuckles> अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग या वादातून हं, हं.
की जिची रील होती ती नाही कमेंट करत होती आणि मी खाली कमेंट करून तिला डिफेंड करत होती, असं झालं.
अच्छा, अच्छा.